नाही एक अ, मला पॉझिटिव्ह उदाहरण आहे माझ्याकडे आहे. तुम्ही जे सांगितले ते थोडंसं निगेटिव्ह आहे. पण पॉझिटिव्ह आहे माझ्याकडे, की अ, मी एक नवीन कॅमेरा घेतला होता. मला काही त्या कॅमेरासाठी मला गॅजेट्स हवी होती. तर ती गॅजेट्स आपल्या इथे नव्हती. तो माझा एक अ, ऑनलाईनचा व्हर्चुअल मित्र तो विदेशात होता आणि मग मी त्याला सांगितलं, की "हे असं-असं गॅजेट आहे, हे आमच्या इथे मिळत नाहीये, ते तुझ्या इथे मिळतंय, तर तू ते मला तिकडून पर्चेस करून" कारण ऑनलाईनही मिळत नव्हतं ती गोष्ट. आणि ती ऑनलाईन जर मागवली आणि ती जर बरोबर नसली तर अ, काय त्याला म्हणतात ते रिटर्न बेसिस नव्हतं त्या त्या गोष्टीला. तर त्याला सांगितलं होतं, की "तू ती घे" अ, आणि त्याला फोटोग्राफीलं माहिती होतं. "तर ती तू तपास, ती छान असली का तुम्हाला पार्सल कर, तुझे जे काही पैसे वगैरे असतील ते मी पाठवून देईन." तर अ, त्याने पाठवून दिलं छान. म्हणजे मा माझी ही वाट नाही बघितली, की मी पैसे पाठवतोय नाही पाठवतोय. त्याने ती घेतली, ती तपासली व्यवस्थित आहे. ट्राय अ, ट्रायल केली त्यांनी तिथं आणि मग ती अ, पॅक केली आणि मला पार्सल पाठवून दिलं. मग पाठवल्यानंतर मग त्याने फोन करून सांगितलं, की "ती वस्तू तुला पाठवून दिली आहे." मग ते म्हणजे असा असा पण एक अनुभव आहे, की तो मला अ, छान अनुभव आहे. पॉझिटिव्ह अनुभव आहे हा मला, की मला जी वस्तू हवी होती, इथे मिळत नव्हती. तर एक व्हर्चुअल मित्राने, ज्याला मी कधीच भेटलेलो नाही. त्याने ती वस्तू मला पाठवून दिली होती. एक अ, हा एक पॉझिटिव्ह होतं त्यामध्ये.
हं, हं. हं. बरं. हं. हं. हं, हं. बरोबर. हं. छान. हं, हं. हं. बरोबर. हं. अरे वाह! अरे वाह! हे तर म्हणजे खूपच अ, छान गोष्ट तुम्ही सांगितली. मग तुम्ही ह्यामध्ये निगेटिव्ह पण तुम्ही म्हंटलेलं आहे, की एक उदाहरण झालेलं आहे. तर अ, ते काय झालं? ते जरा तुम्हाला सांगावसं वाटेल का?
हां नाही, नाही. निगेटिव्ह उदाहरण नाहीये माझ्याकडे. तुम्ही जे विचारलं होतं ना मला, ते निगेटिव्ह वाटतंय मला, की अपेक्षा होती आणि झाली नाही. पण मला पॉझिटिव्हच आलेलं आहे. निगेटिव्ह असे अजून कधी काही नाही आलं. ते फ फसवेगिरी चालू असते काही-काही. ते काही-काही अ, इमोशनल याच्यामध्ये ते पैसे मागतात, "माझी आई आजारी आहे, तू मला पैसे दे." अ, अ, म्हणजे अगदी, म्हणजे एकदम चीप लेव्हलवर जाऊन तर ते असंही म्हणतात, की "एक काम करा ना, माझा मोबाईल रिचार्ज करून द्या ना तेवढा." <chuckles> अशी लोकं असतात. मग अ, खरी गरज असेल किंवा ते ठाऊक नाही. पण अ, असतात असं. होतं सगळं.
अच्छा. बरं, बरं, बरं. चालेल. हं. अरे वाह! म्हणजे हे खूपच छान झालं. हो ना. हं. हं. हं. <laughs> हं. हम्म. हो.

हो ना. मग अशामध्ये बघा ना, कधी-कधी अ, काही-काही लग्नाचे पण अ, आपण म्हणतो ना, की डेटिंग वगैरे किंवा लग्नाचे प्रस्ताव हे पण ऑनलाईनद्वारे आजकाल किती सारं आहे ना, Shaadi.com आणि काय-काय आणि मग डेटिंगसाठी वेगळ्या साऱ्या वेबसाईट आहेत हो. मग ह्या गोष्टीबद्दल अ, कशी सतर्कता ठेवली पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? कारण कुठे ना कुठेतरी कुटुंबपण ह्यामध्ये अ, शामिल असतो. Shaadi.com म्हंटलं तर कुटुंबपण त्यामध्ये आलं. मग ह्या गोष्टीच कसं थोडं लक्ष ठेवायला पाहिजे? कारण अशामध्ये पण स्कॅम वगैरे होऊ शकतो.
हं, हं. हां. हो. हो, हो. आणि स्कॅम पण होतात ना. हो, हो. हो, हो. हो, हो. हो, हो, हो. हो, हो. आज पण. ते पण होत हो, हो. अगदी. अ, मी तुम्हाला हेही सांगतो की अ, यामध्ये ना अ, आमच्या इथे एक घटलेली घटना आहे. तर त्यांनी ऑनलाईन त्यांचा संबंध आला. अ, संब लग्न करणार होते. ते मुंबईला गेले. त्यांनी त्याचं घर वगैरे सगळं बघितलं. तिने इकडच्या नोकरीला राजीनामा वगैरे देण्याची सगळी तयारी केली. मग त्यांनी तिकडे अ, काय म्हणूयात अ, अ, अ, की त्यांचं त्याला अ, आधीच 1 अ, गाडी गिफ्ट केली वगैरे, वगैरे सगळं आणि नंतर मग कळलं की तो फ्रॉड होता. तर त्याच्यामुळे फार जपून राहायचं त्या गोष्टीपासून. म्हणजे अ, प्रत्यक्ष जाऊन बघितल्यानंतर पण अ, काय त्याला म्हणतात फसवणारे लोकं आहेत. तर तशा भानगडीत पडूच नयेत. ते म्हणतात ना, ओळखीच्या मध्येच लग्न वगैरे करावं. असं मला आवर्जून वाटतं मग याच्यामध्ये.
हं. बरं. हं. हम्म. बरोबर. अरे बापरे! हम्म. हं. हं.